सोशल मीडियावरती कंटेंट अ, जे आहे ना, ते भरपूर लोक टाकत असतात. पण काय असतं ना की ते टाकताना आपण ते कसं व्यवस्थित पोस्ट करतोय किंवा कशाप्रकारे ते आपण त्याला चांगलं अ, कॅप्शन वगैरे टाकतो? तर ह्याने त्यात मला वाटतं ना की खूप फरक येतो. तर तुम्ही नेमकं हे कशाप्रकारे करता बरं?
हो. मी अगदी साध्या पद्धतीने करतो. आणि मुळात मी तर ठरवलंय, की सोशल मीडिया हे करमणुकीसाठी जास्त वापरायचं. म्हणजे खूप जास्त सीरियसली नाही घ्यायचं. अर्थात सोशल मीडियावरती मला स्वतःला शिकण्यासारखी खूप काही गोष्टी आहेत, लोकं आहेत. पण मी जे पुढं लोकांना शिकवायचा प्रयत्न करतो किंवा जे काही माझ्या वागण्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतो तो साधेपणाचा आहे आणि त्याचबरोबर मी माझं थोडंसं काम जे मनोस्वास्थ्यावरती मी व्हिडिओज बनवतो किंवा अ, थोडंसं माइंडफुलनेस म्हणतो आपण ध्यान करणे, अ, मग लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत. तर या गोष्टींवरती मला बोलायला आवडतं. तर मी त्याला संबंधित सगळे अ, गोष्टी टाकत असतो.
अच्छा. अच्छा. <chuckles> बरोबर. हां, हां. अच्छा. अरे वाह! हो, हो. अच्छा. अरे वाह! अरे वाह, वाह! खूपच छान. अ, तर अ, म्हणजे खूपच चांगलं तुम्ही करताय. पण मग कसं असतं ना की आपलं कंटेंट तर आहे. आणि ते आपल्याला बोलायचं ते आपण बोलतो. पण मग त्याच्यामध्ये कधी-कधी काही फिल्टर्स वापरावे लागतात, काही-काही बॅकग्राऊंडला म्युझिक असतं किंवा कधी-कधी आपल्याला त्याचं हेडिंग वगैरे लिहायचं असतं. तर ही कधी-कधी फार किचकट गोष्ट बनते, की कधी कोणतं अ‍ॅप वापरावं किंवा पीसीवरती करावं का इन आपलं जे अ, जसं की सोशल मीडिया Instagramमध्ये पण एक आपल्याला ऑप्शन असतो, की तिथल्या तिथंही आपण ते एडिट वगैरे करू शकतो. तर मग ह्याचा निर्णय तुम्ही कसा घेता आणि ते सबटायटल्स वगैरे किंवा म्हणजे नेमकं कसं बर तुम्ही मॅनेज करता ह्या गोष्टी?
हो. हो. <chuckles> मी सगळ्या गोष्टींचा उपयोग करतो. कारण ते टूल्स इतके छान-छान आहेत ना एकापेक्षा एक फिल्टर येतात. अ, म्हणजे मी आता जिथं बसून व्हिडिओज बनवतो. ती माझी भिंत जी आहे ना मागची ती अशी आकाशी अ, कलर कलरची आहे. स्काय ब्लू अशा रंगाची आहे.
अच हो, हो, अगदी, अगदी. <chuckles> हां, हां. अच्छा. अरे वाह, वाह, वाह! <chuckles>
पण अ, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असा आहे ना, की ते असा फाटतो कलर त्यामुळे अ, व्हिडिओमध्ये. इतकं असं व्यवस्थित दिसेलच असं नाही. पण त्याचा पुढचा फायदा असा आहे की Instagramवरती काही असे फिल्म म्हणून फिल्टर आहेत किंवा 3.5mm असे काहीतरी फिल्टर आहेत ना, ते वापरून तो रंग इतका छान दिसतो, उठून दिसतो. आणि असं एक फिल्मी लूक येतो त्याला आणि मज्जा वाटते मला स्वतःला बघताना. त्याचबरोबर अ, कॅप्शन तुम्ही म्हणालात ना, कॅप्शन तर अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण Instagramच्या सी-ई-ओ यांनीच सांगितलं आहे. एडम मॉझरी यांनी, की तुम्ही कॅप्शन अ, जे काही टाकतां ना त्यावरून आमचं अल्गोरिदम बरंच उचलतं, की हे कंटेंट कशाबद्दल आहे. म्हणजे आता तरी एआयमुळे त्या अ, व्हिडिओत काय बोललोय ते पण उचललं जातं. पण मुख्यतः अ, आपल्या त्या कॅप्शनमधून उचलतं अ, ते अल्गोरिदम, की हा व्हिडिओ ह्याच्याबद्दल आहे. हां, व्हिडिओ बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे? तर तुम्ही व्यवस्थित लिहा कॅप्शन असं त्यांनी म्हटलंय. खूप लांब लिहू नका पण थोडक्यात लिहा. तर मी पण तेच करतो. कारण त्या व्हिडिओजमध्ये मी खूप जास्त बोलत असतो ना एक मिनिटासाठी तरी बोलतो. तर ते कॅप्शन बोरिंग नाही व्हायला पाहिजे. जरी बोलणं कोणी ऐकत असेल, तर ते बोलता-बोलता पटकन त्यांनी नजर टाकली कॅप्शनवर तर त्याला कळून जायला पाहिजे, की कशाबद्दल आहे. आणि आजच्या तरुण पिढीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे, की ते कदाचित पूर्ण बघत पण नाहीत व्हिडिओ किंवा बघितला तरी म्यूट करून बघत असतात रात्रीच्या वेळी. अ, त्यामुळे <chuckles> ते सबटायटल खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणजे अ, मी बोलत असेन त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन म्हणा किंवा हिंदीत मी कधी-कधी सबटायटल टाकतो आणि वरती एक टायटल असतं, की हा व्हिडिओ दाढी अ, मत निकालो ह्याबद्दल आहे. वगैरे, वगैरे. तर त्या सगळ्या टूल्सचा मी पुरेपूर उपयोग करतो.
बरं, हां, हां. बरं. अच्छा. बरं. अरे वाह! <chuckles> अरे वाह, वाह! अच्छा. हां. हां. <chuckles> अच्छा. बरं. बरोबर आहे. अच्छा. हां, हां. <chuckles> बरं. ओक हां, हां. बोलतंय. हां, हां. <chuckles> हो, हो. हो, हो. हो, हो, हो. हो, हो. बरं. एक बरोबर आहे. अच्छा म्हणजे हे सगळं तुम्ही स्वतःच करता की कोणाला करायला दिलेलं आहे जसं की काही-काही लोक नाही का अ, एडिटर वगैरे किंवा अ, फ्रीलान्सर कडून करून घेतात, तर तुम्ही ते कसं नेमकं करता?
हो. नाही नाही, मी स्वतःच करतो. मला मी स्वतःच टेक्निकल आहे बराच आणि मला आवडतात ह्या गोष्टी करायला. कारण अ, परत दुसऱ्याला दिलं की ते अं, एक हे म्हणायचे ना, अ, गांधीजीच म्हणायचे, "जेणे जेणे काम तेणे करे, दुजा करे तो गोता खाए," असं काहीतरी म्हणायचे. <chuckles> आपलं काम आपणच केलं की ते व्यवस्थित होतं.
अरे, वाह! हां, हां, हां. हो. <chuckles> अगदी बरोबर. अच्छा, अरे वाह! या विचारांचे तुम्ही आहात, खूपच छान! तर अ, आता कसं आहे ना, अं, जी गोष्ट समजून चला की आपण YouTubeसाठी वापरतो, तर तीच आपल्याला अ, ॲज इट इज Instagramवरती नाही टाकता येत. कारण मग कधी-कधी आता तरी थोडं स्टँडर्डायझेशन आलेलं आहे, आस्पेक्ट रेशिओ वगैरे, पण आधी तर फारच वेगळं असायचं की त्यांचा ह्यांचा स्क्वेअर असायचा, ह्यांचा उभा असायचा. मग ह्यांच्या कॅप्शनमध्ये वेगळं की ह्यांच्या कॅप्शनमध्ये वेगळं. त्याच्यानंतर अ, कॉल टू ॲक्शन जर दिला, तर ह्याच्याकडं बायोच नाहीये YouTubeला <chuckles> आणि ह्याच्यामध्ये तर सगळं बायोवरती खेळ आहे. तर मग हे कसं मॅनेज करता बरं तुम्ही? का तुम्ही एक प्लॅटफॉर्म ठरवून घेतला, त्याच्यावरतीच तुम्ही काम करता?
<chuckles> हो. हो, ओ. नाही नाही, अ, दोन्ही वापरतो मी. YouTube माझं मुख्य अ, प्लॅटफॉर्म आहे, जिथं मी सगळं टाकतो आणि Instagramवरही टाकतो आणि <clears throat> YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक्स देऊ शकतो. म्हणजे जर मला म्हणायचं असेल की तुम्हाला हे बोलणं माझं समजलं किंवा तुम्हाला आवडलं काहीतरी, तर मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अ, अपॉइंटमेंट घेऊ शकता, भेटू शकता, वगैरे-वगैरे. किंवा एखादं अ, मी हॉटेलला राहून आलो असेन आणि ते छान असेल हॉटेल, तर मग मी तिथं लिंक देतो त्या हॉटेलची तुम्ही बघू शकता, असं करता येतं. तिथून, ते कॉल टू ॲक्शन करता येतं किंवा अ, Instagramच्या बायोमध्येच मी माझ्या YouTube चॅनलची लिंक दिली आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला मी खाली पहिली माझी 3 अक्ष शब्द हेच असतात, की लिंक इन बायो, जेणेकरून अ, ते डोक्यात फिट बसेल लोकांच्या की अच्छा, बायोमध्ये आहे, बायोमध्ये आहे. मग ती सवय लागून जाते आपल्या ऑडियन्सना. आणि अ, तुम्ही म्हणालात ना रेशिओचं, तर मी काय करतो ना आजकाल एक छान आयडिया काढलीये मी. मी अ, फोर के मध्ये व्हिडिओज बनवतो माझे अ, YouTubeसाठी, आडवे असे व्हिडिओ बनवतो लँडस्केपमध्ये. आणि मग ते उभे व्यवस्थित क्रॉप करून अ, 1080p, म्हणजे फुल एचडीमध्ये क्रॉप करता येतात, उभे, व्हर्टिकल पोर्ट्रेट. आणि मग तेच मी Instagramवर टाकतो. म्हणजे एकदाच एडिट करताना InShotसारख्या ॲपमध्ये दोन्ही कामं एकदमच होऊन जातात.
अच्छा. हं. हां. अच्छा, हो, हो, हो. हं. हां. बरोबर आहे. अगदी. हां. ओहो. हां. हो. अरे, वाव! हं. अच्छा. हां, हां, हां, हां. बरं. अगदी, अग हां. बरं. त्यांनी काय होतं आणि? हां, हां. हं. हां. अच्छा. अरे, वाह! वाह! खूपच छान आयडिया तुमची. <chuckles> अ, हां. अरे वा! वा! वा! खूपच छान! आणि मग आता ह्याची तुम्ही कंटेंट टाकता, तर ह्याच्यावरती 1-2 प्रकारे प्रतिक्रिया येतात. एक तर लाईक्स असतात आणि कमेंट्स असतात आणि एक असतं की बाबा, किती लोकांनी किती आपला व्हिडिओ बघितला. तर मग तुम्हाला ह्या 3 मधलं कुठलं तुमचं खरं परिमाण वाटतं तुमच्या कंटेंट चांगलं जा आवडतंय लोकांना? लाईक्स की कमेंट्स की मग अ, व्ह्यू किती आहे, व्ह्यू व्ह्यू परसेंटेज व्ह्यू किती आहेत?
हो. अं, माझ्यासाठी व्यूज सर्वात महत्त्वाचे ठरतात, म्हणजे मी मानतो माझ्यासाठी व्यूज, कारण अ, त्या अल्गोरिदममध्ये कितपत बसला तो व्हिडिओ, हे कळतं मला. म्हणजे एखादा मी जर व्हिडिओ केला किंवा एखादा जरी डान्स केला आणि तो एकदम जुन्या-पुराण्या गाण्यावरती जुन्या स्टाईलमध्ये मी काही स्टेप्स केल्या असतील, तर त्याच्यावर 12 व्यूज येतात आणि कळतं, की नाही फ्लॉप झालं आहे, पण
अच्छा. हां, हां. बरोबर आहे. <chuckles> अच्छा. <laughs>
अ, तेच मी जर असं छान काहीतरी केलं किंवा अगदी साधं काहीतरी कधी-कधी आपण बोलून जातो कळत-नकळत आणि त्याचा मी रील टाकला तर मला एका रीलवरती 5 लाख व्ह्यूज आले होते. पण पाच लाख व्ह्यूज असले, तरी लाईक्स किती आहेत आत्तापर्यंत? 12,000 फक्त् तर त्याचं कारण हेच आहे, की हां, चांगले आहेत पण म्हणजे लोकं कधी-कधी कंटाळा करतात ना लाईक करण्याचा. मी स्वतः, आपण तरी किती वेळा लाईक करतो, नाही का? बघून पुढे सरकून टाकतो. त्यामुळे लाईक्स आणि कामेंट्सपेक्षा मी व्ह्यूजना जास्त महत्त्व देतो, कारण ती एक रीच कळते मला की इतक्या लोकांपर्यंत हा पोहोचण्याची अ, क्षमता आहे या व्हिडिओमध्ये.
हां, हां. हां, हां, हां. अरे वाह! वाह! वाह! खूपच छान. अ, तरी छानच आहे. हं. ओके, हं. हो, लाईक नाही बरोबर आहे. बरं. बरोबर. बरोबर आहे. पण मग असं नाही तुम्हाला वाटतं का? की व्हूज म्हणजे जस्ट त्याच्या फीडमध्ये आला जरी तो, तरी तो व्यू काउंट होतो, पण मग एंगेजमेंट पण बघायला पाहिजे, की 25% कोणी बघितला, 50% कोणी बघितला, की व्हूज सफिशियंट आहे तुम्हाला मग?
हो. नाही व्हूज सफिशियंट आहेत. कारण अ, व्हूजमुळं कळतं ना की तो आला व्हिडिओ ॲट लीस्ट. म्हणजे तो त्या सिस्टीमचा भाग आहे की नाही? म्हणजे आजच्या पिढीला काय आवडतंय? हीच ती सिस्टीम आहे ना. Instagramचं उदाहरण घेतलं तर. आजच्या अ
अच्छा. अच्छा. हां. थोडक्यात तुमचं असं वाटतंय मला, की तो त्यांच्यापर्यंत पोहोचला ही पहिली पायरी तरी आपण पूर्ण केली. मग नंतर हळू-हळू त्यात ते त्याला फॉर्म्युला सापडला. तर पुढे जाऊन एन्गेजमेंटचं पण होईलच. तर मला म्हणजे थोडंसं जास्त संयु संयुक्तिक वाटलं, की बरोबर आहे तुमचं म्हणणं. अ, अच्छा आणि
अगदी. नक्कीच. आणि हो, हो आणि अ, कसं म्हणजे त्यावरून हे कळतं ना, की अ, अ, आपली ऑडियन्स ओळखता येते. जर एन्गेज झाला तर म्हणजे तो आहे आपला ऑडियन्स.
हो. अगदी, अगदी, खूपच छान. मग आणि आता हे जे आहे. तर लोक कमेंट करतात. आता काही लोकांना तुमचं आवडतं, काही लोकांना नाही आवडत, तर काही लोक नाही का निगेटिव्ह कमेंट करतात किंवा ट्रोलिंग करतात, तर अशा लोकांचा तुमचा काय अप्रोच असतो, की त्यांना तुम्ही डायरेक्ट <chuckles> ब्लॉक करता की मग त्यांना तुम्ही रिप्लाय देत बसता की तुम्ही इग्नोर करता सरळं? तर काय तुम्ही ह्यातलं काय वापर
हो. अ, मी ब्लॉक नाही करत. कारण माझ्याकडे एक छोटीशी स्टोरी आहे. मला आठवतंय अ, TikTokच्या वेळेस मी काही असे डान्स करायचो ना, तर मला एकजण खूप जास्त ट्रोल करायचा, प्रत्येक व्हिडिओवर त्यांनी ते काम त्याचा जॉब बनवून टाकलं होतं येऊन काहीतरी वाईट लिहायचं.
हां. हां, हां, हां. अच्छा. <chuckles> स्वतःचाच जॉब बनवून हां, हां.
म्हणजे अ, त्याला पैसे मिळत नसतील त्याचे. पण समाधान मिळत असेल कदाचित. आंतरिक, आत्मिक समाधान, की मला काहीतरी असं वाईट लिहायचा आणि मला वाईट वाटायचं. पण तरी मी सोडून टाकलं, सोडून टाकलं. काही महिन्यांनी त्याच मुलाने येऊन लिहिलं, की तू छान डान्स करतोस. मी म्हणजे तुला अ, वाईट बोललो त्याबद्दल सॉरी.
<chuckles> बरं, बरं, हां. हो. अच्छा. हां, हां. अरे, वाह! वाह! क्या बात है!
तर म्हणजे म्हणून मी ब्लॉक नाही करत कोणाला. कारण माणसं बदलू शकतात एकतर आणि आपल्याला खूप काही शिकायला मिळतं ना हो, म्हणजे कॉमेंट्समधून. अ, मी एक वाक्य बोललो, की 10 लोक 10 वेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट करू शकतात किंवा समजू शकतात. तर आपल्याला उलट कळतं ते, की लोकांचे विचार कसे आहेत.
अच्छा. अरे, वाह! वाह! खूपच हो. बरोबर. हां. हं. एकतरी हो, हो. बरोबर आहे. खूपच छान आणि मग अ, तुम्ही मग आता हे पोस्ट कसं करताय म्हणजे आता एक पद्धत अशी पण असते ना की क्रिएटर स्टुडिओ वगैरे असतं. तर तिथे पोस्ट करता येतं किंवा मग अ, डायरेक्ट तुम्ही म्हणजे ते वेळ तिथं वाचतो असं कधीतरी मला वाटायचं जेव्हा मी करायचो त्यावेळेला ह्या गोष्टी. तर ते बेटर वाटतं का मग तुम्ही डायरेक्ट ॲपमध्ये जाऊन प्रत्येक ॲपमध्ये जाऊन करता? की कसं तुम्ही करता मग?
हो. हां. नाही, मी माझ्या लॅपटॉपवरून म्हणजे कॉम्प्युटरवरूनच करतो पोस्ट. अ, YouTubeचे व्हिडिओस. खासकरून YouTube अ, स्टुडिओ ॲप ना खूप छान आहे. म्हणजे अ, सॉरी ॲपपेक्षा मी म्हणेन हे ॲप्लिकेशन जे लॅपटॉपवरती असतं ते खूप छान आहे. त्याच्यात खूप छोटे-छोटे फीचर्स आहेत की तुम्ही जुन्या व्हिडिओचे सगळं टायटल डिस्क्रिप्शन आधी इकडं कॉपी पेस्ट करू शकता आपोआप आणि मग बदलू शकता. जेणेकरून आपलं एक टेम्प्लेट ठरवलेलं असतं ना आपण बघा की टाइम ऑफ इंडेक्स म्हणा किंवा ह्या माझ्या वेबसाईटची लिंक आहे किंवा डिस्क्लेमर केलेलं असतं. तर ते सगळं जसंच्या तसं येऊ शकतं. पण Instagramच तर ॲपच आहे तर ॲपवरून जास्त सोप्पंच पडतं Instagram आणि ते अगदी तरुणांचं ॲप.
हं. अच्छा, हां, हां. अच्छा. हो, हो. बरोबर. हो, बरोबर, समजतो. अरे वाह! अच्छा. हां. बरोबर. अ, हां. अरे वाह! अग <chuckles> तर खरंच खूप म्हणजे नाही का मला वाटतं ना, की हे असा विषय आहे ना, की ह्याच्यात पण भरपूर करियर आहे आणि मला वाटतं ना, की ह्याला पण एक थोडंसं आपण तुम्ही म्हणताय लाईटली पण मला वाटतं, की थोडंसं सीरियसली पण घ्यायला काही हरकत नाही. पोटेन्शियल याच्यामध्ये खूप आहे. तर अ, मला खरंच आवडलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा दृष्टिकोन आणि अ, काही गोष्टी तर खरंच म्हणजे मला नाही का स्वतःलाच प्रेरणा देऊन गेला त्या सगळ्याबद्दल तुमचे अ, आभार आणि धन्यवाद.
<chuckles> हो, खरंच. धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.